असं म्हणतात की संगीत आपल्या आत्म्याशी जुळलेलं असतं कुठं ना कुठेतरी. संगीताची आवड, मनाच्या भावना आणि आठवणींशी खोलवर जोडलेली असते. प्रत्येक कलाकारांचं संगीत वेगवेगळ्या भावनांना जागं करतं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही काहीतरी सांगतं. तर मला असं जाणून घेण्याची उत्सुकता आहे की कोणत्या कलाकारांचं संगीत खासकरून, तुम्हाला विशेष भावतं आणि त्याच्यामागे कारण काय आहे बरं?
हं, हं. हं. अ, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खरंच अ, अ, संगीत आणि आत्म्याचा खूप जवळचा संबंध आहे आणि ते छानच वाटतं. अ, खरं सांगायचं तर मानवाबरोबर संगीतचं अ, अस्तित्व हे अविभाज्य आहे. त्याचं ते वेगळं करूच शकत नाही. आणि तुम्ही जसं मला विचारलं की अ, कुठला संगीतकार किंवा कुठल्या प्रकारचं संगीत कलाकार आवडतो? तर मला संगीतकार अ, आर. डी. बर्मन जे आहेत राहुल देव बर्मन हे मला फार भावतात. म्हणजे खूपच आवडतात. त्याची कारणं अशी आहेत, की त्यांचं संगीत होतं, तर त्याही वेळी जेव्हा 60s, 70s पासूनं त्यांनी सुरुवात केली संगीत देण्याला. तेव्हापासून तर
हो. खरंच. हां. वाह! हं.
आत्तापर्यंत जे मला असं वाटतं त्यांचा शेवटचा सिनेमा होता अ, अं, 1942, अ लव्ह स्टोरी नावाचा सिनेमा होता त्यांचा. तर तिथपर्यंत त्यांचं जे काही संगीत होतं हे फारच वेळेच्या पुढचं होतं. म्हणजे ते संगीत तुम्ही आजही ऐ ऐकू शकतात आणि माझ्या माहितीप्रमाणे अ, रिमिक्स होणारी जी गाणी आहेत त्यामध्ये अ, 55 अ, टू 60% गाणी ही आर डी बर्मनचीच असतात जी रिमिक्स होतात आता.
हो, बरोबर. <chuckles> खरंच.
हां, हां.
अगदी बरोबर आहे. पण अ, तुम्ही कारणं तर सांगताच आहात आणि रिमिक्सबद्दलही मला नक्कीच बोलायला आवडेल. पण भावनिकदृष्ट्या का बरं तुमच्या मनालाही स्पर्श करतात त्यांची गाणी?
हां. हं. हं. भावनिकदृष्ट्या जर तुम्ही म्हणाल तर अ, अ, 2-3 कारणं आहेत. एक किशोर कुमार. किशोर कुमार यांचा आवाज. गीतकार गुलजार यांचं अ, अ, रचना म्हणजे गीत आणि म्युझिक हे आर डी बर्मनचं. असं आंधी नावाचा जर सिनेमा तुम्ही बघितला तर अ, अ, ऐकली गाणी त्यातली तर त्यामध्ये तुम्ही अगदी गुंतून जातात. घर नावाचा सिनेमा आहे. त्यामधली गाणी जर तुम्ही ऐकली तर तुम्ही अगदी भावनिक होतात.
हं. वाह! खरंच. ओ.
इतकी छान! गाणी आहेत ती.
आंधी पिक्चर मधलं एखादं गाणं होऊन जाऊ द्या मग.
अ, ते त्यामानाने मी थोडासा बेसूर आहे. पण तरी पण मला सहन करा. हां. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं शिकवा नहीं शिकवा नहीं शिकवा नहीं असं.
<chuckles> चालेल, चालेल. वाह! छानच गाता हो.
<chuckles> सहज हो, तुम्ही म्हणालात म्हणून नाही, तर असं मा मी स्वतःला असं छान वगैरे नाही समजत.
नाही पण त्यात खरंच किती आवड आहे त्या गाण्याची ते ऐकू आलं मला, असं म्हणायला हरकत नाही. पण म्हणजे भावनिक दृष्ट्या तर ठीक आहे. अ, आपलं मन असतं. काही सूर किंवा काही बोल खास करून तुम्हाला आवडतात आणि कशा प्रकारचे अ, सूर किंवा बोल आवडतात? म्हणजे रोमॅटिक म्हणा किंवा दुःखांची गाणी आवडतात कधी-कधी किंवा आनंदाची गाणी आवडतात काही लोकांना. तर तुमची काय आवड आहे?
हां हो. हो, येस-येस. हं. हं. हं, हं. अच्छा, अच्छा अच्छा कुठल्या मूडची तुम्ही विचारताय? तर मला अ, सगळ्याच मूडची आवडतात. हा जर मूड बघितला तर तसं थोडंसं अ, रोमॅन्टिक सॅडमध्ये जे आता मी गाणं गायलो तर ते गाणं रोमॅन्टिक सॅड ह्या कॅटेगरीमध्ये येतं ते. अ, प्रिय आणि प्रेयसी फार काळानंतर, फार मोठ्या काळानंतर अगदी त्यांची वयं उलटून गेल्यानंतर म्हातारपणी एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या भावना दाखवणारं ते गाणं होतं खरं तर. हां. हो, हो तर अ, तसली गाणी ऐकायला आवडतात मला. अगदी हॅप्पी सॉन्ग असतात तेही ऐकायला आवडतात. अ, अगदी म्हणजे ज्याला बे सिर पैर वाली गाणी असतात काही-काही <chuckles> तेही ऐकायला आवडतात. म्हणजे असतात काही-काही गाणी, की आपण ते फक्त एन्जॉय करायचे असतात. मज्जा-मज्जा करायची असते, ती गाणी तसेही आवडतात. पण ते वेळ जसा असेल प्रसंग जसा असेल अ, त्या पद्धतीत त्या मूडची गाणी मला आवडतात.
हो. ओ! आई गं! अगदी शहारे येतील अंगावर असं बोललात. <chuckles> हो. बरं, पण मला हे वेळ आणि प्रसंग ही जाणून घ्यायला आवडेल,, की तुम्ही जर अ, फिरायला निघालेले असाल तुमच्या कारमध्ये म्हणा किंवा मित्रांबरोबर किंवा अ, वाईफ बरोबर, फॅमिली बरोबर. तर मग कशी गाणी तुम्ही त्यावेळेस ऐकता? म्हणजे वेगवेगळ्या मूड्सची वेगवेगळी गाणी कोणती असतात तुमची?
हं. हां, हां. हां, हां, हां. हां, हां. हां, हां. हं, हं. तर माझ्याकडे हां, जसं अ, तुम्ही विचारतात मला तर आम्ही कधी अ, मी मिसेस अ, आम्ही जर निघालो गाडीवरती, तर माझ्याकडे अ, पेनड्राइवमध्ये अं, राहुल देव बर्मन हे प्लेलिस्ट जी आहेच माझ्याकडे की ते लावलं, की मस्तपैकी चुरा लिया है तुमने जो दिल को ह्या गाण्यापासून जी सुरुवात होते, तर मग अ, अगदी शेवटचं द एक लडकी को देखा तो ऐसा लगा अशी सगळीच गाणी म्हणजे आर. डी. बर्मनची आहेत.
हां. वाह! हं. वाह! छानच रेंज पण आहे तुमची आणि आवाज छान आहे बरं का!
हो, हो. अरे! थँक यू, थँक यू. <chuckles> असं म्हणणारे तुम्ही पहिले आहात, खूप-खूप धन्यवाद तुमचं. <chuckles>
<coughs> अच्छा. नाही मी खुश आहे, असं म्हणत आहे तुम्ही. पण अ, मग तुमच्या आयुष्यातले असे कोणते क्षण तुम्हाला आठवतात का ठराविक ही गाणी गाताय तेव्हा? आता ही 3 गाणी गायलात तुम्ही छान पद्धतीने. कोणते क्षण जोडले आहेत बरं तुमच्या आयुष्यातले ह्या गाण्यांबरोबर?
हं, हं. हं, हं, हं. अ, खरं सांगायचं तर प्रत्येक क्षण अ, माझा जोडलेलाच आहे. आता तुम्हाला जर अ, हे केलं तर "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही" अ, तसा अ, दुःखाचा प्रसंग नाही आला, पण ते संगीत फार आवडतं आणि त्यातलं तर एक अ, मधलं ध्रुवपद आहे अ, अंतरा आहे सॉरी की अ, "तुम जो कहे दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं."
हं. हां. हम्म.
हां, म्हणजे तुम्ही बघा आ चांद डुबेगा नाही याचा अर्थ असं आहे म्हणजे त्या, अ, गुलजारांना असं म्हणायचंय की अ, तू जर ठरवलंस ना, तर आजची रात्र ही सरणारच नाही. तू कायमस्वरूपी माझ्याकडेच राहू शकते आणि आपण कायमस्वरूपी एकत्र होऊ शकतो. तू जर ठरवलं तर. आज की रात चांद डुबेगा ही नाही असं इतकं छान आणि इतकं अंगावर येणार आहे ना ते आणि फार म्हणजे आणि खास करून बायको अ, असली सोबत आणि तिच्याबरोबर हे असलं ऐकायला मला फार आवडतं. पण कधी-कधी मला तिला समजून सांगावं लागते त्यांना काय म्हणायचं आहे म्हणून. <chuckles>
वाह! किती छान! <chuckles> हो, अच्छा. मे बी तुमच्या इतकी आवड त्यांना असेल, नसेल?
नाही-नाही त्यांना आहे ना, त्या माझ्या अ, नृत्य करतात त्या, त्या विशारद आहेत अ, अ, कथ्थकमध्ये. तर त्यांना संगीताची आवड आहेच. पण अ, जेव्हा कधी असं असतं तर त्यांनी फक्त गाणी ऐकलेली असताना मग सिनेमाचा प्रसंग कधी-कधी अ, त्यांना तो असा अ, ठळकपणे आठवत नाही. मग ते आठवण करून देतो की या शब्दांचा अर्थ असा-असा आहे.
अरे वाह! वॉव!
तर तुम्हाला गंमत सांगतोय अ, अ, ते हां, आरडी बर्मनचं गाणं आहे. घर सिनेमातलं अ, अ, आजकल पाव जमी पर नही पडते मेरे.
किती छान! हो, सांगा-सांगा? गाऊनच दाखवावं लागेल.
हां. "आजकल पाँव जमीन पर नहीं पडते मेरे."
वाह!
तर तर त्या त्यामध्ये नायिका खरंतर असं म्हणते की "मी अ, तु तुझ्या प्रेमात इतकी अ, कंठस्थ बुडाले आहे की आज आजकाल माझे पाय जमिनीवर राहत नाही आहेत. तुम्ही म तुम्ही मला कधी असं हवेत असं तरंगताना बघितलंय का? मला जाणीव होते का तुम्हा मा खरंच असं घडतंय?" अशी नायिका विचारते.
हम्म. हम्म. वाह!
पण अ, गमंतीचा भाग त्यातला असा आहे की माझी बायको जी आहे ती असं म्हणते, "आजकल पाव जमी पे नहीं पडते मेरे." पाव म्हणजे कुठले पाव घेतात ती जे ती, बेकरीतले पाव असतात ना त्याबद्दल गाते. <laughs> आणि ती म्हणते आज आजकाल माझ्या हातातून ते पाव खाली पडत नाहीत बुवा. आजकाल वरती चालतात. असं तो एक अ, <laughs> असा तो एक गमंतीचा भाग असतो, प पण छान वाटतं म्हणजे त्या दोन्ही बा तुम्ही काय म्हणूयात, एक अ, फनी वेनी पण ते गाणं तुम्ही जर ऐकलं, तर होतं आणि खरोखर प्रेमात आ अ, कंठस्थ बुडालेली जी काही नायिका आहे ती अशी हवेत तर नाही ना, असं ती प्रियकराला विचारते, तिच्या नवऱ्याला विचारते.
ओह! <laughs> मजेशीर. <laughs> म्हणजे मी जपून हाताळतीय पाव असं. <chuckles> किती छान. हं, किती सुंदर. मग मला एक अ, खाजगी प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही थोडेसे सॅड असता, तेव्हा कोणत्या प्रकारची गाणी ऐकता? म्हणजे ह्या अ, म सांगितलेल्या कलाकारांपैकी किंवा संगीतकारांपैकी अशी काही गाणी आठवतायत तुम्हाला आत्ता?
असं. हां, हां. हं, हं. हं, हं. हं, हं. हां. तुम्हाला हेच सांगितलं ना की अ, किशोर कुमारची बरीच गाणी आहेत. अ, म्हणजे असं दुःखाचा प्रसंग तसा खरं सांगू तर नाहीच आलेला असा, आयुष्यामध्ये हं. तर ते आवड म्हणून अ, ऐकतो. अ, शराबी पिक्चरचं एक गाणं खूप छान आहे मंजिले अपनी जगह है, रास्ते अपनी जगह है. तर ते पण खूप सुंदर गाणं आहे. अ, आपल्याला भावनिक व्हायला ते करतो. म्हणजे तुम्हाला दुःख नसलं तरी त एक तो, फ एक ज फील येतो गाण्याचा तो. हो, हो येतात, येतात. असं आहे ते. ते गाणं एक आहे.
हं. वाह! येऊच नये अर्थातच. हां. हम्म. हो. खूप सुंदर गाणं आहे. अगदी. खरंच, खरंच. डोळ्यात अश्रू येतात, खरोखर! हो, अ, बघा ना, आता आपलं वय जसं वाढतं तसं <clears throat> गाण्यांची आवड म्हणा किंवा आधी फक्त आपण ऐकतो ती गाणी किंवा आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेली असतात, पण वय वाढतं तसं बोल कळायला लागतात. त्याच्या मागचे अर्थ कळायला लागतात. तर असे अर्थ कळता-कळता तुमच्या विचारांमध्येही बदल झाला आहे का हो, गाण्यांमुळे?
हम्म हं, हं. हां, हां. हं. हो, हो, अर्थातच. आधी जेव्हा अ, बालपणी आपण गाणी ऐकायचो, म्हणजे मी गाणी ऐकायचो, तर आधी, साधी बालगीतापासून सगळीच गाणी आवडायचं, म्हणजे लकडी की काठी, काठी की घोडा हे गाणं आवडायचं. ते गुलजारांचच आहे बरं का अ, विशेष म्हणजे. हां, तर तेही गाणं तेव्हा अ, आवडायचं. पण जसं जसं अ, वय वाढत गेलं, मग प्रेमगीत आवडायला लागली. मग कधी जर काही फेल्युअर असं आहे आपल्या आयुष्यामध्ये असं वाटायला लागलं अ, तर मग तेव्हा मोटिवेशनल सॉन्ग आहे जीवन चलते चलने का नाम, चलते रहो सुबह और शाम. अशी गाणी आली. त्यानंतर मग आत्ता आत्ताची, सॉरी पण मला आत्ताची फार अलीकडची 2000 नंतरची किंवा 2010च्या नंतरची गाणी मला फार भावत नाहीत. त्याच्या आधीची गाणी जी आहेत, <chuckles> 90s पर्यंतची गाणी फार छान होती म्हणजे तुम्ही जर म्हणाल आशिकी, साजन, साजन चली ससुराल, लव्ह, मैंने प्यार किया, वगैरे ही जी काही अ, दिल, कयामत से कयामत तक, ही जी गाणी होती ना, इथपर्यंतची, जेव्हा सिनेमा अगदी साधा होता, छान होता, थिएटर मध्ये जाऊन आपण बघायचो, इथपर्यंत गाणी छान होती, पण त्यानंतर खूप धांगडधिंगा आला, आम्हाला असं वाटतं संगीतामध्ये अ, म्युझीक फार लाउड झालं आणि शब्द फारच आता त्याच्या त्यामध्ये अ, काव्य सापडतच नाहीत.
हम्म, हो. हम्म. वाह! <chuckles> सेम पिंच. खरंच. हो. हं, हं. हम्म. खरंच, खरंच. तर त्याच बद्दल बोलायचं झालं. तर तुम्हाला असं वाटतं का, की अर्थ ही हरवलाय. सूर तर हलले आहेतच पण त्याचबरोबर अश्लीलता ही आली आहे खूप जास्त?
हां. अ, अश्लीलता तर आहेत. म्हणजे अश्लीलता म्हणण्यापेक्षा, खरं तर मला तर शब्दच कळत नाही काही की, इंग्रजी शब्द असतात इंग्रजीतून अगदी शिव्या दिल्या असतात त्या गाण्यामध्ये. अ, आणि दुसरं तुम्हाला सांगितलं लाउड, अ, खूप केलं आहे.
<chuckles>
तर अ, अ, नाही भावत ती, का कुणास ठाऊक. अश्लील तर नाही, पण धांगडधिंगा फार आहे आणि चांगली गाणी आहेत, पण त्याचं प्रमाण अ, 5-7% आहे. म्हणजे अर्जित संग सिंग सारखे जे क कलाकार आहेत, ते अर्थपूर्ण गाणे गातात. अ, त्यांचे गाण्यांचे शब्दच ऐकायला येतात. तर ते अ, आहेत काही-काही असे.
हो. हो, बघा ना, किती दुर्दैव आहे. खरंच, खरंच. पण कुठेतरी एक पवित्रता जी होती 90च्या दशकापर्यंत ती हरवली आहे.
हां, हां. हो, हो, हो. 100% ते नाहीच आहे, संगीतावर प्रेमच नाही. आधी पण संगीत जेव्हा म्हणजे मला मा माझ्या माहितीप्रमाणे संगीतकार जेव्हा अ, एखादं गाणं तयार करायचे, तेव्हा तिथे गीतकार आणि गायक हे दोघंही बसलेले असायचे, हे रिहर्सल करायचे खूप वेळा त्या गाण्याची रिहर्सल करायचे आणि वन टेकचं गाणं असायचं. पण आजचे संगीतकार असे असतात, की तो गीतकार त्याला मेल करतो आणि मग तो बघतो, त्याला आवडलं तर त्यातलं ते त्याला हवं तसे ते शब्द वगैरे टाकून घेतो. तो मग गायक येतो. तो त्याच्या पद्धतीने गाऊन जातो आणि मग हे सगळं कम्प्युटराईज्डवर सगळं ते आवाज वगैरे सगळं म्हणजे रिहर्सल नाही, ती सात्विकता नाही, ते सातत्य नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे तो परिणाम दिसतोच. म्हणून आता सूरही नाही आणि मग त्यामुळे काय होतं मग आजकालचं जे संगीत आहे अ, त्याला लाईफ नाही ना. तुम्ही 60sची गाणी आजही ऐकता पण 2010 साली झा झालेला, रिलीज झालेला सिनेमा किंवा प्रोड्यूस झालेलं जे संगीत आहे, ते आपण विसरून गेलेलो आहे. असं मला वाटतं.
हं. हां. हो ना. आणि ते सुरही नाही. <chuckles> खरंच. हम्म. खर खरंच दुर्दैव आहे. रिमेकबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? रिमिक्सबद्दल तर सांगितलंच.
रिमिक्स अ, बद्दल अ, ठीक आहे. <chuckles> चालायचंच आता, म्हणजे हा नवीन त्यांना काही करायला जमत नाहीतर, तेव्हा रिमिक्स करून त्या गाण्याची थोडीशी वाटच लावतात ते. पण ठीक आहे, त्या निमित्ताने, ती जी जुनी गाणी आहेत ओरिजिनल तीही ऐकली जातात, त्या निमित्ताने, असं मला वाटतं. हं. हां, हां.
<chuckles> म्हणजे पुनरावृत्ती जी होती आहे वेगळ्या पद्धतीने. हं. हो, हो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगला दृष्टिकोन आहे हा तुमचा. तर अ, एकतर रेंजही चांगली आहे तुमची गाण्यांची. सगळ्या प्रकारची गाणी आवडतात. आवाज छान आहे बरं का नक्कीच आणि प्रेम तुमचं दिसून येतंय गाण्यांबद्दलचं आणि खासकरून जुन्या इतक्या सुंदर अ, गाण्यांबद्दलचं आणि त्यांच्या बोल अ, सांगितलेत तुम्ही, अनुभवही सांगितलेत छान-छान. त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार. मला खूप छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.
हो. थँक यू, थँक यू. हं. हो. मलाही तुमच्याबरोबर क खूप छान वाटलं संवाद साधून आणि आपण बोलता-बोलता कधी आपण एका अ, संगीतमय सफरीवर निघून गेलो होतो. अगदी लकडी की काठी पासनं तर अगदी आजकाल पाव में जमी पे नही र बढते मेरे वगैरे पासनं, अशी मस्त छान स्मूथली आणि खूप छान प्रश्न विचारलेत तुम्ही आणि खूप सहजतेने विचारले, त्यामुळेच मला सहजतेने बोलता आलं खरंतर. अ, पुन्हा आपण भेटलो, तर नक्कीच आपण बोलूयात. तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं छान आनंद झाला अ, पुन्हा तुमच्या बरोबर कुठलीतरी सफर करायला मला जरूर आवडेल. अ, तुमचे खूप-खूप धन्यवाद.
<chuckles> खरंच हां. नक्कीच. धन्यवाद.